हो, मी आणि मग मी खूप अ, हां. मी पण शिकलो आणि नॉलेज घेतलं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आणि मी काय म्हणतो माझा पैसा वाढत राहिला, वाढत राहिला. 50,000 पर्यंत मी पोहोचलो होतो. मग नंतर मी त्या पन्नास हजारा वरती एक मोठी रिस्क घेतली. मी याचा शोध लावला, की ज्यावेळेस एखाद्या कॉइनचा खूप जास्त गाजा-बीजा बाजा होतो ना ज्यावेळेस गर्दी तिथं बोलावली जाते ना, त्यावेळेस त्या गर्दीचे पाकिटं मारले जातात.
हं, हं. हं, हं. हं. ओह! क्या बात है! हं. हं. हं, हं. हं. हं, हं. अगदी बरोबर. अगदी. येस, येस, येस, येस, येस.
समजतंय मी काय बोलतो आहे? हं, हं, हं. आणि त्या ठिकाणी गर्दी असली तर आपण तिथं वेगळं व्हा. जे लोकं विचार करता ना
बरोबर. हं, हं. बाज हं, हं.
अ, ते त्याच्याविरुद्ध वापरा वापर करावा. कारण की मी वॉरेन बफेटचं एक वाक्य वापरलं होतं. ज्यावेळेस लोकं भितात त्यावेळेस तुम्ही शेअर घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही अ, म्हणजे लोकं भितात त्यावेळेस शेअर घ्या आणि ज्यावेळेस लोकं अ, म्हणतात, की म मला पाहिजेन म्हणजे आम्हाला घ्यायचं त्यावेळेस तुम्ही विकून टाका.
बरोबर, बरोबर. हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हो. समजलं, समजलं.
म्हणजे ते ज्यावेळेस साठव साठवता ना त्यावेळेस तुम्हाला देऊन टाकायचं आहे. आणि ज्यावेळेस ते म्हणतात मला नको आहे, त्यावेळेस तुम्हाला घेऊन टाकायचं आहे. हां. जे लोकांच्या फक्त टेंडन्सीच्या विरुद्ध करा आणि ती टेंडन्सी मला समजली. ज्या ठिकाणी खूप काही गोष्टी सांगितल्या जातात ना, त्या ठिकाणी काहीच नसतं शेअर मार्केटमध्ये.
हं. तुम्ही घ्या. बरोबर. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. तर मग तुम्हाला भरपूर गोष्टींच नॉलेज घ्यावं लागत असेल ना, म्हणजे पूर्ण मार्केट एनालिसिस. कुठला शेअर कसा असू शकतो. पण यामध्ये नॉलेज भरपूर लागत असेल. असं नाही त्या शेअर बद्दल. बाहेरच्या देशात कुठे काय होत आहे. भारतात कुठे, कुठे काय होत आहे. जर कुठे काही घडलं, तर शेअर मार्केट डाउन होऊ शकतो. तर या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं म्हणजे एक यू-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यासारखंच असेल ना, हे पण, की जर तुम्हाला याच्यामध्ये चांगलं ग्रो करायचंय. नाही? की ईझी आहे?
आणि तो पॉइंट मी पकडला. हं, हं. नाही, नाही. नाही. नाही. तुम्हाला जगामधलं कुठं काय होतं आहे. आता परिणाम कशावरती होतं शेवटी कोणत्याही गोष्टीचे?
हं, हं.